अ, तुमचा एखादा असा अनुभव आहे का? म्हणजे तुम्ही अ, सोशल मीडिया जर चालवत असाल, एखादं व्हायरल तुम्ही गाणं बघताय रील्स वगैरे पण त्यामागे थोडीशी एखादी क्लिप असते नाही का, म्हणजे छोटंच एक अ, कट असतं साँगचं आणि म्हणजे 20-30 सेकंदांचं अन् तुम्हाला ते आवडलं आणि तुम्ही दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर म्हणा YouTube वर वगैरे जाऊन सर्च केलंय की अरे कोणतं गाणं आहे नेमकं? मस्तच आहे.
हो, हो. अगदी 2 उदाहरणं आहेत माझ्याकडे. एक तर काही अ, कॉमेडी जे हसाय हसण्याचे अ, रील्स येतात आपल्यासमोर किंवा शॉर्ट व्हिडिओज येतात यू YouTube वरती वगैरे तर अ, त्याच्यात एक हसायचा आवाज असतो कधी-कधी. अ, असा अशा तस हसतात हो, तर ते आवाज तर मी नाही काढू शकणार आत्ता <chuckles> पण अ, ते आपण सर्च म्हणजे मीही केलेले आहेत सर्च YouTubeवरती जाऊन की हसायचे साँग्स किंवा हसायची गाणी वगैरे मग त्यातून बरेच शोधता-शोधता नवीनही माझ्यासमोर आवाज आले आहेत. पण हे झालं आवाजांचं. संगीत किंवा गाणी हे म्हण म्हणलो आपण तर अ, काही जुनी गाणी आहेत. म्हणजे मी हिंदी गाणी बरीच ऐकतो. मी अगदी खूप मोठा अ, फॅन आहे त्या गाण्यांचा. खूप म्हणजे खूप आवडतात तर कितीतरी
हां, अगदी बरोबर. हां, बरोबर बॅकग्राऊंडला ते टाकतात. <laughs> असं म्हणत. हं, बरोबर. <chuckles> अच्छा. हां. हं, हं. अच्छा. म्हणजे बॉलिवूडची वगैरे गाणी तुम्हाला आवडतात जास्त.
हो, हो. हिंदी सिनेमांमधली काही लता मंगेशकरची खास करून गाणी आहेत. ती मला शॉर्ट व्हिडिओस मुळेच समजली, की आज अच्छा ही गाणी पण अस्तित्वात आहेत. मी कुठे होतो इतकी वर्ष?